अरे, वाह! म्हणजे म्हणतात ना अ, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणजे तुमच्या संग ते तिथं प्रॉब्लेम झाले सुद्धा. पण तुमच्याच मित्राने तुम्हाला सपोर्ट केलं आणि म्हणजे खूप भारी गोष्ट आहे की आपल्याला त्यातनं बाहेर काढलं आणि चांगले जॉब सुद्धा भेटलं. <chuckles>
चांगल्यासाठी. हो ना, हो ना. आणि खूप लवकर सॉल्व्ह झाला हा प्रॉब्लेम. म्हणजे माहिती आहे का, तो एक पिरियड होता समजा प 20-25 दिवसाचा. तर त्यामध्ये मी कामावरून पण निघालो बघा, डिप्रेशनमध्ये पण गेलो आणि त्याच्यानंतर मित्रांनी जी प्रेरणा दिली, त्यामुळे उभारून पण उभा राहिलो आणि दुसरीकडे जॉईन पण झालो आणि पगार पण जास्त, म्हणजे इतका आनंद झाला मला की गगनात मावत नव्हता.
हां, हां. बरोबर. हो. <chuckles> हां, म्हणजे अ, म्हणतात ना, असं वाटतं की आपल्याला कधी-कधी असं वाटतं की हां, म्हणजे आपण कुठेतरी डाउन चाललेलो आहोत. आणि तुम्हाला एकदम असं म्हणतात की हां, एकदम डाउन गेलात आणि प्लस परत एकदम चांगली गोष्ट घडली आणि जास्त अ, म्हणजे पगार सुद्धा भेटला, तर म्हणजे खूप उत्तम गोष्ट झाली तुमच्यासाठी ती.
हो. हो. जास्त पगार, आणि माहिती आहे का, ती जी माझी पोझिशन होती पहिल्या कंपनीमध्ये त्यापेक्षा पण मोठी पोझिशन मला दिली वरची थोडी, हो.
हां, हां. <laughs> अरे, बापरे! वाह! म्हणजे खूपच मला ऐकून म्हणजे खूप चांगलं वाटलं की अरे, आपली प्रगती तिथं झाली. <chuckles> मग
हो. आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे का? मी मा म्हणजे ज्या माझ्या चुका झाल्या होत्या त्या कंपनीत जेणेकरून मला तिथून काढता पाय घ्यावा लागला किंवा मला कामावरून काढून टाकलं त्यांनी. तर त्या गोष्टी ज्या होत्या त्यांनी ते दिलं होतं ॲक्युअली माझ्या मेमोमध्ये की तुम्हाला या-या कारणास्तो तर मग मी त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का? पुस्तकं वगैरे वाचायला सुरुवात केली किंवा मी जसं सांगितलं माझा मित्र होता तर त्याच्याकडून अजून विचारून म्हणजे नाही का त्याला विचारायला लागलो की "बाबा, ही इम्प्रूवमेंट कशी करायला लागेल?" समजा मी आता एखाद्या गोष्टीमध्ये कमी आहे, अ, एखाद्या समजा मला येत नाही. समजा सिस्टममध्ये एखादा फॉल्ट आहे तो सॉल्व्ह कसा करायचा
हां. हां, हां. हां. हां. नक्कीच, हां. हां, हां. अरे, वाह! हां, हां. सांगा मला. ओ, हो. हां. हां. अरे, वाह! हां, हां. हां. हं, हं.
वगैरे जलद गतीने तर त्याचे मी सर्टिफिकेट कोर्स वगैरे केले.
अरे, वाह! म्हणजे तुम्ही तुमच्या स्किल्सवर पण खूप चांगलं काम केलं. ही पण एक पुस्तक वगैरे वाचणं ही खूप चांगली प्रेरणादायक गोष्ट आहे की जेणेकरून आपल्याला काही ना काही प्रेरणा त्यातन भेटते.
हो, अगदी बरोबर. हो, हो, हो. तर ते केलं मी आणि त्यानंतर काय केलं की एक अ, डायरी वगैरे आणली आणि स्वतःच्या चुका लिहायला लागलो, माहिती आहे का? जेव्हा कसं आहे माहिती आहे का? आपल्याला आपल्या चुका कळतात ना, तर माणूस त्या वाटेला परत जात नाही.
हां. हां, हां. नक्कीच. नक्कीच म्हणजे आपल्याला आपल्या चुका कळल्या तर आपण त्याला सुधारायचा पूर्ण प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्याला यश भेटतं आणि ते तुम्ही गाठलं सुद्धा तुमच्या बोलण्यावरून समजतं मला. <chuckles>
अगदी बरोबर. कारण हो, हो, कारण माहिती आहे का? अनुभव आहे ना, हा सगळ्यात मोठा गुरु आहे माणसाचा.
हां. नक्कीच अ, तो खूप काही शिकवून जातो.